हो, अचानकच झालं म्हणजे कसं अ, म्हणजे कसं झालं, तो अस म्हणजे सोमवारच होता सो आपण म्हणतो ना, की आज तर रविवार नुकतीच झालेली आराम झालेला, की आता कामाला लागायचं आहे आणि त्याच सकाळी बरोबर 08:00 वाजता मला तो मेल येतो, की हां, मी मस्त तयार झालेले की आता निघायचंच आहे मला 5 मिनिटात.
आठवण, हं. अरे बापरे! हं, म्हणजे रविवारची सुट्टी आपण एन्जॉय केल्यानंतर सकाळी आपल्याला आवाज येतो. <chuckles>
हो, <laughs> अ, खूप धक्कादायकच झालं ते मला असं, की अरे, अ, मग काही नाही, गेले मी ऑफिसला मग ते कसं <tsk> सकाळच एवढी खराब झाली, तर मग काय चेहऱ्यावर हास्य घेऊन जाणार ना माणूस. <chuckles> टेन्शन, तणाव.
बरोबर, मग काय प्रतिक्रिया होती तुमची?
पहिले तर मला म्हणजे मी खूपच असं म्हणतो ना, की लो फील करत होते खूपच, म्हणजे माझं काही निरुत्साही और कशातच मन लागत नव्हतं माझं. पण मग एखाद दोन माझ्या ज्या सोबतचे कलीग होते त्यांच्याशी मी शेअर केलं, त्यांना सांगितलं, की असं-असं, ते म्हटले की, "1-2 जणांना आलंय म्हणे आम्हालाही, पण जे फक्त आपले सीनियर आहेत, त्यांनाच राहू देत आहेत आणि जे अजून अ, नवीन जॉईंट झालेत किंवा आत्ता आलेले आहेत कंपनीत त्यांनाच काढता आहेत म्हणे." सो अ, आता एक माझी जवळची मैत्रीण होती, खूप जवळची जिला मी सगळं सांगत हो.
हं, हं. हं. म्हणजे दुःख तर झालंच होतं, पण सम-दुःखी लोकं सोबत असल्यामुळे थोडंसं हायसं वाटलं असणार तुम्हाला.
<laughs> हां, चला ठीक आहे. एखाद दोन आहेत सोबत कोणी. <laughs> हां, पण जी खूप जवळची मैत्रीण होती, ते शेवटी म्हणतो ना, की नाही आपल्याने सांभाळलं जातं अश्रू तसं झालं. तिच्यासमोर रडले थोडंसं झालं, म्हटलं अगं आता कसं होणार, अचानक आई-बाबांना काय सांगू मी? कसं करू म्हणजे? आणि
आहे सोबत. <chuckles> अरे बापरे! हं, हं. <chuckles> तेव्हा तुम्ही अ, अनमॅरिडच होता ना?

जास्त माझं काही आर्थिक व्यवस्थापन अ, डगमगणार नव्हतं, बट ठीक आहे माझी बचत कुठेतरी कामात येईल असं होतं. हां, बट मग ते
नव्हतं. नक्की, नक्की. म्हणजे अशा वेळेला बचत राहिली, तर आपली थोडीफार समस्या का काही प्रमाणात का होईना, थोडं कमी होऊन जाते नाही का.
हो. कमी होते. हो, म्हणजे फक्त ते असं होतं, की मी ती बचत दुसऱ्या गोष्टीसाठी करत होते, बट आता ती मला माझ्यासाठीच <chuckles> वापरावी लागणार असं. मग काही नाही.
<chuckles> उपयोगात हां, मग अ, पैसे हं.
मग 1का महिन्याचा तर कालावधी दिलेलाच होता आम्हाला, की तुम्हाला 1का महिन्यात करावंच लागणार आहे रीजाईन अ, ज राजीनामा द्यायचाच आहे. मग ते मनस्थिती पण आपण तशी करत असतो, की हा नाही, मग दुसरं शोधायला सुरुवात केली. आपलं नेटवर्किंग असतं, मग शोधप्रक्रिया आपलं तिथे सुरू केलं, तिथे फोकस केला सगळा. मग जिकडेच असेल, आता आपलं तर सगळ्यात जवळचं हे नोकरीसाठी प्लॅटफॉर्म असेल, तर ते LinkedInचं आहे. LinkedIn जसं की मग अ, वडिलांचे काही अ, सरकारी मित्र म्हणजे सहकारी जे काही होते हां, तर त्यांनी नातेवाईकांना सांगितलं, कोणाची मदत घेतली, जे एकदम जवळचे होते त्यांनाच नाहीतर ह्या गोष्टी जास्त सांगायचं नाही. <chuckles> तसंही तो एक वेगळा हो, तो तो एक तणाव येतो ना, ऑलरेडी म्हणजे आपल्या मनात पहिलेच काहीतरी खूप काही म्हणजे उलाढाल चालली आहे, त्यात ते अजून येणं, <chuckles> खूप अ, म्हणजे विचित्र असतं ते सामाजिक तणाव. <clears throat> त्यामुळे आणि माझे काही जुने जे सोबतचे होते सहकारी त्यांनाही सांगितलं, की "बाबा तुमच्या ह्याच्यात कुठे जागा असतील तर मला सांगा, मला अ, गरज आहे आता नोकरीची" असं.
बरोबर, बरोबर. हं, हं. बरोबर आहे. मित्र वगैरे. बरोबर, बरोबर. म्हणजे आपल्या मनात एक धास्ती असते, की लोकं काय म्हणतील बा, त्यांची काय प्रतिक्रिया असते? बरोबर. हो. अगदी, अगदी बरोबर. नक्कीच, अशा वेळेला आपल्याला मित्र-मैत्रिणीसोबत जास्त आपण म्हणजे कम्फर्ट फील करतो ना?
हो, तोच एक आधार असतो ना अशा वेळी आपल्याला समजून घेणारे जास्त ते वाटतं, काही गोष्टी कशा असतात ना, आपण आई-वडिलांसोबत नाही म्हणजे सांगू शकत, त्यांना वर नाही शेअर करू शकत, म्हणजे उगाच ते ही जास्त टे अ, म्हणजे तणावात येतील, टेन्शन घेतील, त्यापेक्षा <tsk> मित्र म्हटलं ना, म्हणजे समदुःखी असतो. <laughs> हां.
बरोबर. नक्कीच. बरोबर. मग पहिले 3-4 दिवस किंवा आठवडाभर तुम्ही काय केलं मग नोकरी गेल्यानंतर?